हो ना.
अ आणि त्या वयात म्हणजे.
हां.
आणि त्यावेळेला मी कशी सुरुवात करतो, की माझा मुलगा ना या वयाचा आहे आणि मी त्याच्याशी बोलताना असं आणि खऱ्या गोष्टी बोलतो.
हां. हां. हां, म्हणजे हां, म्हणजे ते आपल्या मुलाशी कुठेतरी कनेक्ट करतात किंवा त्याच्याशी काहीतरी संबंधित बोलावसं वाटतं मग तुम्हाला.
मनापासूनच्या. एक्झॅक्टली. जेव्हा मी माझं शेअर करतो आणि मग मी थांबतो.
हां. हां, हां, बरो
मग समोरचा बोलतो. <chuckles>
हां, म्हणजे ही युक्ती तुम्ही वापरता का? म्हणजे सहज आणि नैसर्गिक असा संवाद बनवण्यासाठी थोडक्यात?
हां, नाही-नाही, ती माझी नाहीये. जोहारी टेक्निक नावाचा टेक्निक हां, <chuckles> ते टेक्निकच आहे आणि अहो ते अगदी लहान मुलाबद्दल सुद्धा चालतं, म्हणजे कधी-कधी असतं बघा आपण चाललेलो असतो कुठेतरी किंवा कुठेतरी वेटिंगला थांबलोय, अ, बस, ट्रेन यायची आहे आणि एखादं छानसं चुणचुणीत मुलं असतं आणि आपल्याला वाटतं अरे त्याच्याशी बोलावं. म्हणजे मला तर वाटतं. <chuckles> आवडतात मला, हां. तर अ, "तुझं नाव काय आहे?" हा प्रश्न चुकीचा आहे. ते इन्व्हेसिव्ह होतं मुलांना.
अ, जोहारी. हां, हां, बरोबर. हां. हां. नक्कीच, हो. हां. हां. हां. हो, हो, हो. हम्म. <laughs> हो तुम्हाला लहान मुलं आवडतात म्हणजे. हो, बरोबर. हां. <chuckles> हो, मग त्यावेळी काय हां, काय करायचं नेमकं?
मग ते हां, मग आई आणि वडील कसं म्हणतात, "अरे नाव सांग, नाव सांग." ते म्हणतं, "हे का कंपल्शन चाललंय माझ्यावर?" <chuckles> तर हां, तर काय करायचं, पहिली गोष्ट हसायचं त्याच्याकडे बघून.
हां. <chuckles> अगदी. हां. हं.